इतकं हेक्टिक झालं आहे आजकालचं आयुष्य आणि फोन आणि किंवा सगळे जे डिव्हाइसेस आता आपल्या माथ्यावरती बसलेले आहेत.
हो. <chuckles> हं.
त्यांनी तर फारच अवघड बनायला लागलं आहे आता सगळं. तर तुमचा असं कधी झालं असेल की डिजिटल विराम घ्यावासा वाटतं आहे. तर तुम्ही असा कधी घेतला आहे का? आणि जर घेतला असेल, तर तो अनुभव तुमचा कसा होता?
अ, हो. आपण एक्चुअली फोनला स्मार्ट म्हणतो, पण माणूस कमी स्मार्ट आणि फोन जास्त स्मार्ट झाला आहे. <chuckles> म्हणजे अ, अ, गुलामगिरी सारखंच झाले आहे. म्हणजे नवीन-नवीन आलेलं असताना, तर काय झालं होतं की अ, याची सवय नव्हती. तर काही कंपन्यांमध्ये लोक असं म्हणायचे, "की नाही माझ्याकडे काही मोबाईल नाही" वगैरे. तो ओनर म्हणायचा, "हा घे, मी खर्च करतो, पण तो मोबाईल तुझ्याकडे ठेव". तर तर तो मला इतरांशी संपर्क <chuckles> याच्यापेक्षा अ, लोकांना म्हणजे तुमच्या बॉसना तुमच्यावरती कंट्रोल याच्यासाठी जास्त तो उपयोगी पडतो, असंही वाटतं मला कधी-कधी.
हो. एकदम बरोबर. ओके. खरोखरं. हं. हो. <chuckles> बापरे! हम्म. हं. हो. हो. तुम्ही डिजिटल विराम घेण्याचं एक्झॅक्टली का ठरवलं होतं? आणि म्हणजे असं मुख्य कारण काय होतं? की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की हे करावं लागेल आता.
<chuckles> एका वाक्यात सांगायचं तर अ, अ, "अति झालं आणि हसू आलं" म्हणतात ना? तसं. <chuckles> आमचा अ, शेवटचा क्वार्टर होता महत्वाचा अ, फायनान्शिअल इयरचा आणि इतकं काम होतं. की अ हां, म्हणजे माझ्या बॉसला त्याच्या बॉसला दाखवायचं होतं, त्याच्या बॉसला CEO ला दाखवायचं होतं. त्यामुळे खूप काम, दिवस नाही, रात्र नाही. काही नाही रात्री
हो. <chuckles> छान. हं. अच्छा. हं, बापरे! बापरे!
12.30 1ला शेवटची मेल यायची
हो.
आणि सकाळी 5ला 5.30ला परत मग तिकडचे जपानचे लोक ऑनलाईन यायचे. तर
हं, बापरे!
आता हे सगळं अ, म्हणजे छान इंटरनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या प्रतीचे लोक. तर 1हिला महिना, 2 महिना मला तसंच वाटलं <chuckles> पण अ, काम जेवढं व वाढायला लागलं, कारण मला ते ग्लोबल काम होतं ना, तर कोणा ना कोणाची तरी सकाळ झालेली असायची, कोणा ना कोणाची तरी आणि आपण आपले आहोतच तिकडे.
हं. बरोबर. हो. बरोबर, हो. हो. आपण आपल्याच वेळेत काम करत बसलोय.
आणि हां. बरं त्यावेळेत आपल्या वेळेत तर आपल्याला सुट्टी घेता येत नाही. कारण कामाची वेळ आहे. भारतातले लोक आपल्याला जे रिपोर्टींग असतात, त्यांना बोलायचं असतं.
हं. हो. हां. हो.
या सगळ्यातनं मग मला असं, अ, असाच एक अ, काय म्हणतात त्याला, विट आला, कंटाळा आला सगळ्याचा. झोप डिस्टर्ब झाली. अ, मी जरा चिडचिड पण करायला लागलो जास्त आणि कशालाच वेळ मिळेना.
हं. हं. हो.
आ, आणि मला पुस्तक वाचन वगैरे आवडतं. त्याला वेळच मिळेना अजिबात.
हां. अरे, अरे.
मग एक दिवस मला बायको म्हणाली की "आपण आपलं अ, साधी गाडी आहे तेवढं ठीक आहे ना? आपल्याला काय असं अ, 1 वर्षात, 2 वर्षात Mercedes घ्यायची आहे असं थोडंच आहे. आणि एट वॉट कॉस्ट? म्हणजे अ, आजारी पडून Mercedes दारात आणि आपण हॉस्पिटलमध्ये, <chuckles> त्याचा काय?"
हो. हं. हो. मान मानसिक आरोग्याचं अगदी वाटोळं होऊ शकतं, आहे ना?
हां. करेक्ट. मग मी काय केलं, याच्यावर उपाय मी असा केला की अ, अशा बाऊंड्रीस सेट करायला सुरुवात केली. की हां.
अच्छा कुठल्या प्रकारचा?
वेळेच्या. की अ, माझे वर्किंग अवर्स असे आहेत. ती आम्हाला सोय होती आमच्या कंपनीत की तुमच्या हां. ई ईमेलमध्ये खाली तुम्ही अ, सुट्टी कधी घेणार आहात? तुमचे वर्क अवर्स कुठले आहेत? हे तुम्ही डिक्लीअर करू शकता. आणि अ,
ओके. हं. हे बरंय. अच्छा. हे छान आहे. हा कन्सेप्ट.
हां. आणि तुमचे अवेलेबिलिटीचे अवर्स सेट करू शकता, अ, आणि असं ते सगळं काही प्रमाणात करू शकता. अहो, काय आहे ना आपण भारतीयच "त्याला काय वाटेल? बॉसला काय वाटेल? कस्टमरला वेळ देऊ" असं अ, आपण जरा जास्त करतो. बाहेरचे देश अमेरिकेतले लोक 6ची वेळ आहे म्हंटल्यावर 6ची वेळ संपलं.
अच्छा. हो. हो. हे फारच. हं. बरोबर. हो. फ्रान्समध्ये तर अक्षरशः ते अ, राइट टू डिस्कनेक्ट वगैरे आहे ना. जे आत्ता आपल्याकडे अ, लागू होणार आहे असं म्हणतायेत. पण ते तिकडे आधीपासूनच आहे की तिकडचे लोकं पाच नंतर अगदी कधी फोन नाही उचलत, काही नाही. काहीच नाही, म्हणजे अगदी पूर्णपणे पर्सनल लाईफ चालू होते त्यांची.
तिथे. हो. हां. चिल आऊट असतात ते. हो. आणि त्यात पुन्हा दुपारचं त्यांचं लंच म्हणजे किमान 2 तास म्हणजे <laughs> तर पण त्यामुळे ते जीवनाचा आनंद घेतात हो आणि मग करतात तेव्हा काम चोख करतात.
<chuckles> हां. बरोबर. हो. बरोबर. म्हणजे त्यांचं असं असतं ना, की कामाच्या वेळेस काम करायचं पूर्ण आणि अ, म्हणजे जेव्हा लाईफ असते, तेव्हा ती जगायची, असं. आता मध्यंतरी निखिल कामत म्हणून एक आहे. तर त्याच्या पॉडकास्टमध्ये असं झालं होतं बरोबर. तर त्याच्यात असं झालं होतं की त्यांनी सांगितलेलं, की खूप जण आहेत ना, ते फक्त काम करतायेत, हे फक्त दाखवायचं असतं म्हणून ते खूप वेळेपर्यंत बसतात. म्हणजे भारतामध्ये तरी ॲट
आपण. हं, हो. करेक्ट. हो, Zerodhaचे फाउंडर. हं. अगदी खरं आहे. अगदी खरं आहे. दस 9ला जायचो ऑफिसमध्ये, 10ला लगेच उभं राहायचं, चहाला निघालो. मग 12च्या सुमारास नाही, जेवणाला नंतर गर्दी असते ,म्हणून तेव्हा जायचं. इन बेटवीन टंगळ-मंगळ करायची आणि मग रात्री 7-7.30 8च्या नंतर मग ते USचे कॉल, आणि 9पर्यंत थांबलो. <chuckles> आणि मग बऱ्याच वेळा काल कॉल 11पर्यंत होता, म्हणून मी 10च्या मीटिंगला येणार नाही, म्हणून 11च्या मीटिंगला यायचो. म्हणजे काय, दिखाऊगिरीच जास्त असते. तर, तर मी काय केलं.
हो, हो, तर तुम्हाला हं. हो, हो. हो, बरोबर. हो, नक्कीच. हो. हं. हं. हो. एक्झॅक्टली तेच, तुम्हाला पण तेच वाटतं का मग?
नाही मला अ, असं वाटतं की तुम्ही ना किती वेळ कामात असता त्यापेक्षा ना, तुम्हाला सपोर्ट करण्याची जी डिजिटल वेळ असते ना
हो.
ती वेळ तुमची जर डिफाइन नसेल. तर मग फोन कॉल येऊ न येवो किंवा मेसेज येऊ न येवो, त्यावेळेत तुम्ही दुसरं काही करू शकत नाही. यू आर कमिटेड. तर त्या बाउंडरीज लावणं महत्वाचं. दुसरी ही गोष्ट आहे की आपण पण अपेक्षा अशा सेट करतो म्हणजे अ, नातेवाईक आहेत. आमचं मोठं कुटुंब आहे म्हणजे आमच्या फॅमिलीच्याच ग्रुपवरती एक अ, 80-90 जण आहेत.
हं. हां. हो, हो. हो. पण हो. हं. हो. बापरे! <chuckles> अच्छा.
तर, म्हणजे हां वाढदिवसाच्या दिवशी एक अ, नातेवाईकांपैकीच 90 जणांना थँक यू, थँक यू म्हणायला लागतं. हां, अ, म्हणजे चांगलं आहे ते सगळं. पण अ, आपल्या लिमिटमध्ये असावं ना किंवा फोनसुद्धा एक 40 वगैरे येतात मला. तर कधी फोन घ्यायचा नाही, तर वाढदिवस म्हणजे लोकांना हो, हां. हो, नाही तर कायच काही विशेष नाही. तर ते तेच टिपिकल जर 40 वेळा रिपीट केलं, तर मग त्यातली मजा राहत नाही. म्हणजे माणसं आपली आहेत सगळं आहे. पण अ, त्याला सुद्धा मर्यादेमध्येच मजा असते. तर मी काय सुरू केलं की अं, एक तर फोन उचलला नाही, म्हणून ज्यांना वाईट वाटतं ना खूप
<chuckles> अच्छा. हो. बापरे! खरंच. हो. नक्की. हां.
त्यांची काळजी करणं, जरा कमी केलं.
अच्छा, ओके.
काही काही व्यक्ती ठरवल्या, म्हणजे अ, बायको, 2 रिंगच्या आत फोन उचलणे. मुलगा, 4 रिंगच्या आत फोन उचलणे आणि आपला मूड काही असो, त्याच्याशी बोलताना
हं. हं. हं.
काय रे? काय म्हणतोस? कारण तो कमी वेळा फोन करतो. त्याला काहीतरी प्रॉब्लेम असेल, तरच तो जनरली करतो.
हम्म, ओके. अच्छा.
तर हे 2 त्याची मी रिंग वेगळी ठेवली आहे. मग माझा रिपोर्टिंग मॅनेजर, त्याचा कधी ही फोन आला, तरी हां, पण तो पण तसा खूप मॅच्युअर आहे, म्हणजे कारण नसताना, तर तो कधीच फोन करणार नाही.
हम्म. अच्छा. हं. हे बरं आहे. पण ना, तुम्ही आता जसं कामाच्या बाबतीत मगाशी म्हटलं ना की तुम्ही बाउंडरी सेट करायला सुरू केलं आहे. ते आहे इंटरेस्टिंग, पण बऱ्याचदा ना, ते प्रॅक्टिकल होताना असं खूपदा असा प्रॉब्लेम होतो की तुम्हाला असं वाटत राहतं की मी काही कामाचा महत्त्वाचा मेसेज मिस करतो आहे का? ते फोमो म्हणतात ना, तसं की काही मिस होतो आहे का? आणि मग ते झालं, तर असं ते असतं ना की हलकीशी भीती राहते मनामध्ये की असं चुकून झालं असेल की कुठला महत्त्वाचा मिस झाला आहे आणि मग त्याच्यामुळे काही मोठं वाद तर नाही तयार होणार. असं काही कधी ही झालंय का तुमच्यासोबत?
हम्म. हं, हं. नाही, नाही. हे बघा, एक लक्षात घ्या. अ, हां, प्रॉब्लेम टेक्नॉलॉजीचा नाहीच आहे.
हं. हो.
हा प्रॉब्लेम आपला <chuckles> हावरटपणाचा आहे. म्हणजे माझं इम्प्रेशन छान व्हावं, माझं हे व्हावं, माझं ते व्हावं, मला फार जास्त चांगली सॅलरी मिळावी मग अ, आपल्यापैकी कोणी अ, असं तर नाही आहे ना की बाबा मुलाचं शिक्षण होऊ शकत नाही, दुपारच्या जेवणाची भ्रांत आहे. आय असं तर नक्की नाही आहे. मग समजा काय होईल? तर बाबा म कार बाबा एस-यु-वी व्ही नाही घेणार, साधी राहील. अ, एन एन इंटरनॅशनल ट्रिप नाही करणार.
हां, बरोबर. हो. हं, नक्कीच. हो. <chuckles> हं. हं. हं. हं.
कपडे 4 कमी घेऊ. अ, याच्या पलीकडे काय होणार आहे? जोपर्यंत आपण ई आपण त्याची गुलामगिरी करतोय. म्हणजे फोन स्मार्ट झालं आहे आणि म माणसांनी स्मार्टनेस घालवला आहे स्वतःचा. असं जे मी म्हणतो आहे ना, तर पहिल्यांदा काय माहिती आहे का? य यू हॅव टू लुक इंटू द मिरर आणि तिथे बदल करायला पाहिजे.
हो, बरोबर. अगदी खरं. हो. हं. हो, बरोबर.
टेक्नॉलॉजी आणि मो फोन आणि त्याच्या त्याच्यात सगळी अ, बटणं आहेत. अं, माझे काही मित्र आहेत त्यांनी अ, अ, काय म्हणतात त्याला? जशी <chuckles> क्रिकेटर रिटायरमेंट घेतात ना, तसं अ, याची रिटायरमेंट घेतली. अ, सोशल मीडिया.
हां. हां, हां. अरे बापरे! भारी, म्हणजे हो आजकाल हे कॉमन व्हायला लागलंय तसं, आहे ना तुम्हीपण नोटीस केले असेल? बऱ्याच जणांना आता ते खूप जाणवायला लागलंय की अति करतोय म्हणून आता आपण.
आणि मी पण केलंय. मी LinkedIn फक्त रविवारी बघतो.
हां. अच्छा.
त्याच्यावरती मी ठेवलेलं असतं ते की अहो, नाहीतर तासनतास जातात आणि काहीही त्याच्यातून सार्थ होत नाही.
हं. हो. अगदी. आता LinkedIn सुद्धा तेच झालं ना की जस्ट दिखावा की "हा, मी आज हे केलं, ते केलं, हा कोर्स केला, ते कोर्स केला." आता खूपदा फक्त असं दाखवण्यापुरतं की, "हा, मी ॲक्टिव्ह आहे किंवा मी अपडेटेड आहे." हे फक्त त्याच्यावर दाखवणं खूप महत्त्वाचं होऊन गेलं ना आजकाल.
आणि Facebook आणि Insta तर माझं अकाउंट अ, आहे एवढंच. कधीतरी महिन्या 2 महिन्यातून एकदा मी बघतो. अ हां.
<chuckles> अच्छा. हो, तर मग आता हे सगळं तुम्ही जे स्टेप्स घेतलेत, तर ह्याच्यात तुमचं तुम्हाला असं जाणवलं आहे का? की झोप म्हणा किंवा मानसिक आरोग्य म्हणा, हे थोडं का होईना पण थोडं बरं झालंय, असं वाटतं का तुम्हाला?
डेफिनेटली अ, एकतर काय आहे ना की सतत त्या मोबाईलकडे बघत असता ना, मग अ, ह्यूमन कॉन्टॅक्ट आपला कमी होतो.
अच्छा. हो, नक्कीच.
आणि अ, अ, अ, हे बघा, मी तर टीचिंग फील्डमधला आहे. मला अ, आपण बोलतो त्याचा समोरच्यावरती होणारा परिणाम, मग अ, ती बॉडी लँग्वेज, ह्या सगळ्याची आवड आहे.
अच्छा. हं. हो. हं.
तर मी अ अ अति त्याच्या आहारी जाण्यापेक्षा, ते कमी केले. उदाहरणार्थ जेवणाच्या वेळेस काही बघायचं नाही.
हं. ओके.
अगदी स्ट्रिक्टली जेवण हे आहेच महत्वाचं माझं, माझं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि मी त्यावेळेस आलेला फोनसुद्धा उचलणार नाही. एखादा गेट बॅक अ, कॉल यू बॅक सूनचा मेसेज ते ही महत्त्वाचं कुणी असेल तर.
हं. हां. अच्छा.
आणि अ, मला ही ते बरोबर वाटत नाही ना, आपण खात-खात बोलायचं ते, त्या ही माणसाला अ, आपण रिस्पेक्ट न दिल्यासारखं होतं. सो अ, काही सोशल मीडियावरच्या गोष्टी आहेत, त्या मी बंदच केल्या. अ, एवढंच नव्हे तर तुम्हाला सांगतो, WhatsApp वापरणं मी जवळपास 3 वर्ष रेजिस्ट केलं होतं.
हो. हो. नक्कीच. हं. हं. हं. हो, पण मग त्यांनी अवघड पडलं असेल ना जरा, कारण की ते तर फार अगदी रोजच्या जेवणातला भाग झालाय आता आपल्या.
अ, नाही, मी तेव्हा मिडल ईस्टमध्ये होतो. तर तिथे अ, WhatsAppवर मला ऑफिसचं कामाचं काही यायचं नाही, यायचं ते सगळे इकडचे-तिकडचे मित्र, नातेवाईक वगैरे.
ओके. अच्छा. ओके.
तर अ, मी अ, तिकडे शुक्रवारी सुरुवात सुट्टी असायची. शुक्रवारी WhatsApp ओपन करायचं आणि जे काय असतील ते 500 700 मेसेज बघायचं.
हम्म. अच्छा.
असं रोज सारखं नाही, हे आपण लावू ना, तशी सवय लागते. सो अ, अ, त्याला आणि शेवट नाही हो, म्हणजे अ, फ फिअर ऑफ अ, लूजिंग आऊट किंवा काय ते "फोमो" म्हणतात, मिसिंग आऊट.
हम्म. हो. मिसिंग आऊट, हां.
ते मग रात्री 1 ते 4मध्ये पण वाटेल ना? <chuckles> मग त्याला शेवट नाही ना काही, किती शेवट आणेल.
हो, बरोबर. दिसलं होतं का? म्हणून तर बोललो ना, की झोप तुमची सुधारली का? तेच विचारलं.
नाही, नाही, ते मी कधीच करत नव्हतो मी. अ,
हां, आणि मग आता, हा जो अनुभव आहे तुमचा, की तुम्ही थोडासा डिजिटल विराम घेऊन पाहिलाय आणि तुम्हाला आता त्याचे फायदे व्हायला लागले. तर तुम्ही हे दीर्घकालीन करणार आहे का? आणि दुसऱ्यांसाठी तुम्ही काय सजेस्ट कराल ह्याच्यासाठी?
एक तर ज्या गोष्टी मी या ठरवल्या आहेत, त्या अ, मी दीर्घकालीनच करतोय. अ, त्यामुळं त त्याचा फायदा होतो, यात काही शंका नाही. एवढंच नव्हे तर मी वर्षातनं किमान 2 असे ब्रेक घेतो की जिथे अ, मोबाईल रेंजच नाही. म्हणजे अ आपल्या अ, कोकण किनाऱ्यावर दिवेआगारच्या तिथे बिलकुल रेंज नसते.
हं. हां. हम्म. हो. <chuckles> बरोबर.
<chuckles> तर मी तिकडे जातो 3 दिवस हां, आणि महत्त्वाच्या लोकांना कळवतो की अ, "आय एम ऑन व्हेकेशन. माय रिस्पॉन्सेस विल बी स्लो अँड दे मे बी डिलेड." आणि त्या 2-3 दिवसात इतकं रिफ्रेशिंग वाटतं ना, म्हणजे समुद्राचा वारा, ते पाणी, त्या सुंदर साध्या-साध्या गोष्टी. अ, हां, त्या सगळ्यांचा आनंद घ्यायचा, त्याचा अनुभव घ्यायचा आणि मी सल्ला असा देईन, मी माझ्या टीमच्या लोकांनाही सांगतो की, "अरे जे काही पैसे कमवायचे ते पुढच्या 3 वर्षातच कमवायचेत, का? काय नंतर काय संन्यास वगैरे घेणार आहेस का? <chuckles> मग कशाला एवढं काम करतोयस?"
हं. हं. अच्छा. हो, हो. हं. हो. हं. हं. हम्म. <chuckles> अच्छा. <chuckles> ते
आजारी पडशील एवढं. हं, नको.
हं, हो, हे फारच पॉझिटिव्ह आहे म्हणजे.
<inhales> आणि हां, तर फार त्याच्यामागं आणि एवढं करून मग डिसअपॉईंटमेंट की नाही मला 30 30% नाही मिळाला रेझ. कशाला पाहिजे 30 परसेन्ट? 7 8%नी चालतं. <chuckles>
हो. हो. <chuckles> हो, तुमचे हे सजेशन्स होते ना, हे खूपच प्रॅक्टिकल होते. म्हणजे जे तुम्ही डिस्क्राईब केलंय ना की, "आपण कसं गुलाम झालोय? आणि हे झालंय," तर ते ऐकून खूप छान वाटलं आणि हो दुसऱ्यांना हे नक्कीच खूप महत्त्वाचं आहे. कारण की तुम्ही अगदी स्वतः हे एक्सपिरियन्स केलेलं आहे. तर खूप-खूप धन्यवाद! तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आहे या विषयावर.
हं, हं. धन्यवाद!